हो, हो. मग अ, अ, तुम्हाला ती, जे जेवण आहे ते असं कुणाच्या हाताचं जास्त आवडतं, असं असतं ना की ही व्यक्ती ते अगदी अ, तुमच्या चवीनेच तुम्हाला जसं आवडतं त्या चवीनुसारच ते अगदी छान बनलं जातं, असा काही आठवणीचा किस्सा आहे का?
हो, हो. अ, अं, आम्ही अ, तिकडे गावी असताना आम्ही जॉइंट फॅमिली होतो आणि इथे मग आम्ही आई-बाबा आम्ही इथे शिफ्ट झालो शहरामध्ये. तर अ, तिथे माझी काकू बनवायची, आजी पण बनवायची आणि आई. असे अ, त्या तिघी बनवायच्यात. पण मला माझ्या आईच्याच हातचं खूप जास्त आवडायचं आणि आजही माझ्या आईच्याच हा हातचं आवडतं. आता माझं लग्न झाल्यानंतर <chuckles> बायको ते करते. पण खरं तर आईच्या हातची सारखी तिला चव नाही, म्हणजे त्या भाजीला. पण ठेचा ती छान बनवते, भाकरी छान बनवते. पण ती जी भाजीची जी एक अ, आई कशी बनवते तिलाच माहिती, पण तु ती जी टेस्ट येते ना, ती अ, इतर कुणाची अजून हाताला आलेली मी बघितली नाही. म्हणजे तुम्ही 4 भाज्या ठेवल्यात माझ्यासमोर आणि मला न दाखवता आईची भाजी मी ओळखू शकतो, कुठली आहे आईची भाजी, इतकं म्हणजे <chuckles> हे असं मला ती काय म्हणू, आवडीची झाली ती, ती चव आवडीची झाली. हं.
हां, हां. हं, हं. अरे! हं. हं, हां. हां, हां. हां. ओह हो! <chuckles> आवडीची गोष्ट आहे आणि <chuckles> हां, हां, आणि ती ती चव आवडीची खूप झालेली आहे. मग ती अ, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आजही ते खातात किंवा आजही आई बनवतात, मग अ, तुम्ही ही अ, कोणाला शिकवली आहे का? आणि ते असं शिकवताना काही आठवतं का? किंवा तुम्ही स्वतः काही प्रयत्न केलेले आहेत का की मला आवडतं, तर आता मी बनवणार, असं काही आहे का?
खूप झालेली. हो, हो. हो, हो. हो, भ भाजी बनवण्याचा प्रयत्न केला होता मी, पण तो माझ्याकडून खरं तर फसला. तो फार <chuckles> चविष्ट नाही झाला होता. पण आईने अ, माझ्या पत्नीला ती शिकवली आहे आणि ती जवळ-जवळ आईच्या चवीच्या इथे पोहोचते आहे अजून. पोहोचली नाहीये. पण त्या दोघींच्या भाजींमधला मी तो फरक क करू शकतो. इतका आता हां, ती म्हणजे लहानपणापासूनची खरं तर सवय आहे ना ती अ, जिभेला झालेली आहे, मेंदूला कळतं ते पटकन. ते कितीही नाही म्हटलं तरी ते अ, आई असे ते अंदाजाने बरोबर ते मीठ वगैरे टाकणं किंवा लसूण किती घेणं, कांदा किती चिरायचा आणि किती काय करायचं? ते अगदी अंदाजाने असतं आणि बायकोचं ते मोज-मापून असतं ना हां, एवढी मेथी ना, तर मग एवढा दीडच कांदा कापूया, 2 च कापूयात असं ते. अ, <chuckles> मग तो चिरला वगैरे कांदा किंवा ते अ, ते अ, प्रमाणामध्ये असतं आणि इथे अंदाजे ते करेक्ट असतं असं.
अच्छा. <laughs> तर नक्कीच. बरोबर. हो, हो, हो. हां, हां. हां, हां, हां. अच्छा अगदी. हां.
ते त्यामुळे अ, कदाचित अ, तो अनुभवाचाही फरक असावा कदाचित.
अच्छा, अच्छा. बरोबर, बरोबर.
अ, त्यामुळं हं. तर मग ती आई शिकवते तिला आता हं, जवळपास पोहचतेच आहे त्या चवीच्या.
हो, हो. असू शकतो म्हणजे? <chuckles> हं, हं.